हां. त्याचं आकर्षण कमी होतं त्याचं.
हां. तर ते आकर्षण कमी होऊन जातं आणि मग तेव्हा फक्त आठवणीतच राहतात. मग त्यामुळे असं वाटतं की, ठीक कदाचित तो, तो क्षण होता जेव्हा त्या खेळापासून डिटॅच व्हायचं होतं.
हं. हो, हो.
पण तो लक्ष्यात भारी राहिला कारण परीक्षा आणि आईचं वागणं तेव्हाचं फार ल
हं, हं. हां, हां. अहो तुम्ही अगदी माझ्या डोळ्यासमोर उभा केलात. म्हणजे, असं माझ्या डोळ्यासमोर ती एक कॉलनी, त्याच्या पलीकडचं मैदान आणि छोट्या अशा मुली आणि हां. तुम्ही ते रिबीन पण म्हणालात ना? ती पण शाळेची युनिफॉर्मची रिबीन असायची ना ती अ, काढून अ, हं. अ ते एक मुलगा असल्यामुळे माझ्या ते पटकन लक्षात नाही आलं, <laughs> की अ, कशा गोष्टी असतात आणि हां, मग तो पण राग असेल कदाचित, की युनिफॉर्मला उद्या परत ही हरवली कुठेतरी, ती सापडली नाही, सकाळी गडबडीमध्ये रिबिन कुठे आहे? असं बहिणीचं बघितलंय मी, हां. हं, हं.
<chuckles> <laughs> हो. युनिफॉर्मची रिबीन असायची येस. <laughs> हम्म. बरोबर. एक्झॅक्टली. हो. म्हणजे एकंदरीतच तिथं तिचं म्हणणं होतं, की मी तुला फक्त मुभा दिली, की 1 तासामध्ये परत ये. आता तेव्हा काही आपल्यासारख त्यांच्यासारखी म्हणजे आता जशी मुलांकडे घड्याळ असतात डिजिटल किंवा जिकडे-तिकडे तुम्हाला माहिती असते बऱ्याच वेळेला आता 3री-4थीच्या मुलांकडे पण मोबाईल दिसतात.
आह. हं.
तेव्हा आमच्याकडे काय, आमच्या घरातही मोबाईल नसायचे. एक कधी तो ट्रिंग-ट्रिंगवाला फोन असायचा, बस्स.
नाही. हं. <chuckles> बरोबर आहे. अगदी. <chuckles> हं.
त्यामुळे, अ, एवढं असं वेळेचं भान-बीन ठेवून खेळणं वगैरे, खूप अल्लड वय असतं आणि सगळ्यात मजा म्हणजे कशी होती, की मोकळ्या वाऱ्यात, मोकळ्या हवेत, छान मातीत खेळणं.
हं. हं, हं, हं. हो. हा मुद्दा तर
त्याच्यासारखं स्वर्ग सुख नसतं आणि आता ते नाही बघायला मिळत. आता तर म्हणतात ना, की मे मला तर ढकलावं लागतं, माझे कार्टून्स आहेत त्यांना बाहेर ढकलावं लागतं, की जा. मैदान, ग्राउंडला जा. जरा थोडी मोकळी हवा खा. नाहीतर मोबाईल आहेच, अ, टॅब आहे, लॅपटॉप आहे. भरपूर.
हां. <chuckles> घरातला वाय-फाय बंद वगैरे करता का काय? म्हणजे ढकलण म्हणजे? <laughs>
तर करावं लागतं कधी-कधी. पण त्यांना माहितीये ते सुरू कसं करायचं, तेवढे आता मोठे टोंगणे झालेले आहेत. टोणगे असं म्हणता येईल. <sniffs> पण त्यामुळे मग त्यांना कधीतरी असं, पर्पजली त्यांना असं आठवण करून द्यावी लागते, की आपल्याला आपलं वेट बसून नाही वाढवायचंय.
अरे! <chuckles> हां.